हां, मग तिथून यायचं मग ते स्वयंपाक वगैरे करायचा. थोड्या बाई पण आहेत कामाला पण त्यांना पण सांगावं लागतं आपल्याला की नाही का हे कर ते कर हो, सांगावं लागतं आणि मग ते सगळं झालं की मग अ थोडंसं आपण रिलॅक्स मिळतो आपल्याला. पुढची काही प्लॅन आहेत ऑफिसच्या प्लॅनिंग असतो. मग ते प्लॅनिंग करायचं. मीटिंग असतात त्या अटेंड करावे लागतात आणि अ
हो, हो, हे करा ते करा. सांगावं लागतं. हं, हं. मग ते दिवसभराचा तुम्ही मग त्या रिलॅक्स टाईममध्ये थोडसं प्लॅनिंग करता. ते सकाळचं प्लॅनिंग रात्री करता आणि मग रात्री अ, सकाळच्या शेवटी मग जो काही वेळ मिळतो त्याचा दिवसभराचं प्लॅनिंग करता.
सकाळी हो, प्लॅनिंग करते. आधी दिवसभरात ते. म्हणजे जसं जसं दी
मग असा तुमचा हा भरलेला दिवस म्हणजे सकाळचा एकदम कट टू कट सकाळी उठल्यापासून अ, रिलॅक्स टाईम पर्यंत एकदम भरलेला दिवस आहे. अशी कुठली सवय आहे, एखादी खास सवय जी तुम्हाला असं वाटतं की ह्या रुटीनला तुम्ही रोज करू शकता, उपयोगी पडतं. असं काय आहे का तुमचं?
हो. हो नक्कीच. हो, नक्कीच. माझे व्यायाम जे मी रोज करते ना ते मला असं वाटतं मी रोज नक्की ते करू शकते कुठे पण आणि ते मला करायलाच पाहिजे. कारण की तेव्हाच आपण एवढं कामं पण करू शकतो जर एकदा स्थूलता जर वाढली ना आपलं जाडपणा वाढला. तर मग ते आळसपणा येतो मग एवढी कामं होणारच नाही.
हं. करू शकतो झटपट, हो, बरोबर. बरोबर. बरोबर, बरोबर.
आपण काय करतो मग हे कामं नंतर करू, आता करू, नंतर करू, ते नंतरचं नंतर होऊन जातं मग तशीच पडतात आणि मग खूप काम कामाचं लोड एक सोबत येतं. असं आणि हो.
नंतर करू, हां. खरं, खरं. बरोबर आहे ते. अ
त्यामुळे जेव्हा तेव्हा जी कामं आहेत ना तेव्हाच करायची आणि मग त्यानंतर मग पण डोक्यात असतं की आता नाही का. आता माझं अ ऑफिस पण असतं अ ऑनलाईन. मग मला असं मध्ये दुपारी थोडंसं ब्रेक वगैरे मिळतो. मग तेव्हा मग मुलांचं सगळं तेव्हा सकाळी प्लॅनिंग असतं. तर हा एवढा वेळ वाजता येणार मग त्याला काय काय परत खायला द्यायचं वगैरे हां आणि मग अ
हं, हं. मग हे तुमचं रुटीनचं झालं. तुमचा असं म्हणजे जसा शनिवार-रविवार किंवा सुट्टीचा दिवस आहे किंवा अ, एखादा सणाचा दिवस आहे त्यात तर अजून गडबड असते. मग तेव्हा तुमचं रुटीन कसं असतं?
हो. हो, नक्कीच खूप गडबड असते.